आम्ही आमच्या जीवनात पाहतो की आमच्या जीवनामध्ये झोप ही खूप आवश्यक आहे. आणि आम्हाला जर चांगली झोप मिळायची असेल तर असं तुम्हाला वाटतं का आम्हाला चांगली झोप मिळावी? यासाठी तुम्ही काय-काय करता नेमकं. आणि तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? हं सांगा ना. हं.
नक्कीच वाटतं. अ, हो. नक्कीच वाटतं कारण ना झोप ही फार महत्त्वाची आहे आणि चांगली झोप ज्याला म्हणतो. म्हणजे अशी झोप जे आपण झोपायला गेल्यानंतर अ, शेवटी म्हणजे जेव्हा जाग येण्याची वेळ होती अशाच वेळेला जाग आला पाहिजे, मद्यात भीतीने किंवा कसल्या चिंतेने आपल्याला जाग यायला नको, नाही का. तर अशी चांगली झोप म्हणजे कमीत कमी 6.5-7 तासांची झोप आपल्या रोजच्या जीवनात खूप गरजेची असते. म्हणजे पुरेपूर झोप मिळाली की आपलं मन, आरोग्य असं सगळंच कसं शांत असतं. आपलं डोकं शांत असतं त्यामुळे आपला दिवसपण सुखाचा जातो म्हणता येईल, नाही का. तर अ, अशी झोप प्रत्येकालाच खूप गरजेची असते आणि प्रत्येकाने घ्यायलाच हवी. तर कधी-कधी काय होतं ना, की आपल्याला काही टेन्शन्स असतात, ताणतणाव असतो त्यामुळे आपल्याला झोप येत नाही, नाही का.
हं, हं. हं, हं. हो, हो. हो, हो. हो, हो. हं, हं. हो, हो. हो. हं, हं. बरोबर.
तर आपल्या प्रत्येकाचाच, अ, म्हणजे असा प्रयत्न असायला हवा, की म्हणजे हे जो ताण-तणाव आहे, तो कुठेतरी कमी करता यावा किंवा असं मी काय करायला हवे आहे? जेणेकरून माझी झोप शांत होईल. तर अशा प्रकारचा विचार केल्यानंतर आपल्याला पुढची उत्तरे जी असतात, ते आपोआपच मिळतात, नाही का?
हां, हां. अच्छा. चालेल. तर तुम्हाला काय वाटतं नेमकं? आम्हाला किती झोप आवश्यक आहे? किती शांती पाहिजे त्या झोपेत आणि काय वेगळं केलं अ, केलं तर आम्हाला ती झोप भे भेटेन बरं? तुम्ही काय सांगू शकता याच्याविषयी?
नक्की. अ, प्रत्येकाला ना अ, सांगायचं झालं, तर 6-7 तासाची झोप ही, म्हणजे घ्यायलाच हवी त्याची, म्हणजे आपल्या शरीराची डिमांडच आहे तशी, की 7 तासाची, असे पुरेपूर झोप घेणं. तर होतं कसं आपलं, आजचं धकाधकीचं जे जीवन आहे, त्यामुळे जे आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण होतो, आपल्यामागे काही टेन्शन्स असतात, त्यामुळे आपल्याला पुरेशी झोप येत नाही. तर अशा वेळेला आपण स्वतःला शांत ठेवणं, फार गरजेचं असते, म्हणजे त्यासाठी आपण योगा करायला हवा, काही आसनं करायला हवी, काही मुद्रा करायला हव्यात आणि महत्त्वाचं म्हणजे आपला मोबाईल स्क्रीन टाईम जो आहे, तो झोपेच्या अ, म्हणजे अर्धा तास, 45 मिनिटं आधी बंद करायला हवेत. जेणेकरून आपल्याला
हो, हो. बरोबर. हं, हं. हो, हो. हो, हो. हं, हं. हं, हं. हो, हो. अगदी बरोबर.
छान झोप येईल. नाहीतर काय होतं ना, आपण सोशल मीडिया म्हणा किंवा आपले कामाचे काही मॅसेजेस इतके बघतो, की आपण झोपायला जरी गेलो, तरी आपण शेवटी फोनवर काय बघतो, हेच आपल्या डोक्यात असते, नाही का? मग अ, वारंवार तेच आपल्या डोक्यात येते आणि आपल्या झोपेचं कुठेतरी खोबरं होतं, असं म्हणता येईल. हां, आणि आपल्याला झोप बरोबर लागत नाही.
हो. <laughs> आणि अगदी बरोबर आणि तुम्ही म्हटलात की कुठंतरी आपल्या जीवनामध्ये तो मोबाईलचा स्क्रीनिंग कमी जर झाला, तर आम्ही अगदी आमची सुरुवात झोपेपर्यंत आणि उठण्यापासून मोबाईलच, अशी होत चाललेली. तर रोजच्या जीवनात कोणत्या सवयी जर अ, आणि परिस्थिती, लोकांना झोपेची तक्रार होते, म्हणजे कोणकोणत्या अशा सवयीमुळं त्यांना झोप येत झोप येत नाही किंवा कोणकोणच्या तक्रार. अ, तुम्ही जसं सांगितलं त त त अजून अशा प्रकारच्या कोण-कोणच्या तक्रारी आहेत? मोबाईलचे ही परिणाम सांगा, कसे-कसे होतात? हं, हं.
हं. नक्कीच आहे. हं, हं. अगदी. बरोबर. अ, तर काय होतं की आपण ना अ, जसं की आपल्याला वर्कलोड असतो, डेडलाईन असतात. मग आपण कधी-कधी रात्रीला जागतो, तर रात्रीला जागण्यासाठी चहा म्हणा, कॉफी आपण वारंवार किंवा तासा-तासाच्या अंतराने घेतच असतो किंवा दिवसभरात पण बऱ्याचदा घेतो. तर कुठेतरी हे प्रमाण कमी करायला हवं. म्हणजे कसं, दिवसभरात ठीक आहे, आपण घेत असेल समजा आपण कपभर चहा घेत असेल, तर आपण अर्धा कप घ्यायला हवा किंवा रात्री, मग सायंकाळी 5 नंतर चहा किंवा कॉफी घेणं टाळावं. तर चहा आणि कॉफी घेतल्यानंतर काय होते, आपली झोप अ, जे भूक असते ते कुठेतरी आपली कमी होते नाही का? किंवा मग आपल्याला 1 तास किंवा दीड तास आपली भूक जी आहे ती पुढे ढकलली जाते. त्यामुळे नेहमीच आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि झोपेवरसुद्धा. आणि फोनवर बोलणं म्हणा किंवा स्क्रीन टाईम, शक्यतोवर हा खूपच कमी करायला पाहिजे. खूप म्हणजे आता काम आहे, तर आपल्याला वापरायलाच हवा, पण झोप त्याचा म्हणजे आपल्या झोपेवर पण परिणाम होणार नाही, दुष्परिणाम होणार नाही, याची कुठे ना कुठे काळजी घ्यायला हवी. योगा करायला हवा. अ, रात्री म्हणजे हलकं जेवण करायला हवं. जेणेकरून आपल्याला अ, जास्त म्हणजे आळस वगैरे येणार नाही किंवा तेलकट किंवा तिखट स्वरूपाचं, मसालेदार जेवण शक्यतो रात्रीला टाळावं. फायबरयुक्त पदार्थ आपल्या जेवणामध्ये घ्यायला हवेत. रात्रीला झोपताना आपण अ, दूध, दुधामध्ये जायफळ असं काही घेऊ शकतो, ज्याने ज्याने आपल्याला शांत झोप येते.
हं, हं. हं, हं. हं, हं अच्छा. हो, हो. हं, हं. अच्छा. हो, हो. हं, हं. हं, हं. <laughs> अच्छा. बरोबर. हं, हं. अगदीच. हं, हं. हं. हं, हं. हो, हो. हो, हो, तर खूप छान.
तर अशा प्रकारचे आपण छोटे-छोटे बदल केले ना, तर नक्कीच आपल्याला त्याचा झोपेवर खूप छान असा परिणाम होतो.
अरे वाह! खूपच सुंदर, म्हणजे आम्ही जर छोटे-छोटे जरी परिणाम केले, तर त्याचा परिणाम आमच्यावरती होतो. तर, म्हणजे असं अ, तुम्ही, म्हणजे तुम्ही या गोष्टी करतात कसं? त्याला, म्हणजे तुमची झोप आणि कशा प्रकारची आहे सध्यातरी? आणि तुम्ही काय, काय उपाय करत आहे त्याच्यासाठी? हं, हं.
नक्कीच. नक्कीच. आता माझं फ्रीलांसिंग वर्क चालू असतं. त्यामुळे कधी-कधी आता लहान मुलं आहे घरात, त्यामुळे दिवसाला शक्य तितका टाईम मिळत नाही. मग रात्रीला वगैरे कधी काम करावं लागतं किंवा सकाळी उठावं लागतं, मग झोप अ, तर काय करते, आता ठीक आहे, कामाच्या वेळेला आपण स्क्रीनिंग करतो नाही का? तर अ, दुपारी जर का गरज नसेल, दिवसभरात जर का स्क्रीनिंगची आपल्याला फारशी अशी गरज नसेल, तर पूर्णतः त्यापासून आराम घेते मी आणि चहा, कॉफी ठीक घेते, पण त्याचं प्रमाण जरा कमी केलेलं अ, योगा करायला लागले, मेडिटेशन करते, परत एक आध्यात्मिक अ, म्हणजे एक अ, हे घेते, मदत घेते जेणेकरून मला झोपेसाठी त्याची मदत होईल. मी एका मंत्राचं उच्चारण करते, मी तुम्हाला सांगते तो, "या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः" तर काय होतं, यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अवतीभोवती क्रिएट होते, असं मला वाटतं आणि त्यामुळे आपलं डोकं, मन शांत होतं, तर हे सगळे उपाय मी अ, अ, करत असते आणि कधी-कधी या उपायामध्ये काही-काही बदल पण करत असते. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं दुधामध्ये अ, जायफळ घेतल्याने शांत झोप लागते, कधी डोकं वगैरे आपल्याला भारी झालं असेल, तर ते हलकं होण्यास मदत होते. तर असे जे
हो, हो. हो, हो. हं, हं. हो, हो, हो. हो, हो. अच्छा. अरे! छान. <chuckles> अरे वाह! हो, हो. हां, हां. हो, हो, अगदीच. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. अरे वाह! खूप छान.
हं.
हं, हं. तर मला त्या मंत्राचा अर्थ सांगा ना, नेमकं काय आहे त्या मंत्राचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
हो. म्हणजे आपण देवीकडे प्रार्थना हं, करतो की हे देवी मला म्हणजे माझ्या डोक्यात जे काही निगेटिव्ह विचार आहे सततचा ताणतणाव आहे यापासून मला मुक्ती दे आणि कुठेतरी म्हणजे त्याला शांत करण्यास अ, मदत कर आणि मला छान अशी झोप येऊ दे.
हां, हां. <laughs> अच्छा. हं, हं. <laughs> अरे वाह! म्हणा ना, तो एक मंत्र परत. ते मला म्हणजे
या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
हं. हं, हं. खूप छान. आणि मलाही म्हणजे चांगलं वाटलं तो मंत्र ऐकायला. आणि मी नक्कीच पाहीन तो इंटरनेटवरती. <chuckles> अ, निंद्रेचा जो मंत्र आहे असं आहे का? निंद्रा मंत्र म्हणू का?
नक्कीच कराल. हं, हं. निद्रा मंत्र म्हणू शकता तुम्ही ह्याला.
कदाचित. अच्छा, अच्छा. छान, छान. तर एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी लगेच अंमलात येणाऱ्या काही गोष्टी आहेत, ज्यामुळे त्याच्या घर आणि त्याच्या जीवनामध्ये या झोपेच्या परिणामावरती बदल आपण करू शकतो किंवा त्याच्या जीवनामध्ये ते बदल येऊ शकतात, अशा प्रकारचं काही सांगाल का तुम्ही? किंवा आपण काय-काय घरातील बदल करू शकता? आणि झोपेचं रुटीन कसं अ, पाहिजे? अन्न अ, अन्नपान कसं पाहिजे? जेवण कसं पाहिजे नेमकं? त्याच्याविषयी सांगा ना.
नक्कीच. अ आपल्या हं, हं. अ, नक्कीच म्हणजे आपल्या घरात असं एक ठरलेलं असायचं असायला पाहिजे, की जसं रात्रीला 8पर्यंत किंवा 8:30पर्यंत हार्डली आपल्या घरचं रात्रीचं जेवण सगळ्यांचं आटोपलेलं हवं. जेवताना सगळी लोकं एकत्र जेवण करायला हवी. जेणेकरून वातावरण कसं पॉझिटिव्ह राहील नाही का. म्हणजे आपण सगळेजणं सोबत राहिलो, की छान वाटत असतं. जेवणपण छान होतं आणि अ, म्हणजे मजापण येते. त्यामुळे आपलं मन प्रसन्न असतं. आणि श्वासोछावास जे काही म्हणजे व्यायाम म्हणता येईल ते करायला हवे. परत आपण म्हणू शकतो, की जेवणात नाही का रात्रीला मसालेदार तिखट अ, जेवण जे आहे ते टाळ तेलकट जेवण टाळायला हवं. थोडं थंड तापमानावर आपल्याला राहायला पाहिजे, शतपावली करायला हवी. त्यामुळे खूप नक्कीच आराम होतो. म्हणजे हलकं थोडंसं फार आपण 100-1 पावलं तरी जेवण झाल्यानंतर चालायला पाहिजे आणि आपलं जेवण आणि झोपेमधलं जे अंतर आहे कमीत कमी जेवण झाल्यानंतर 1 ते 1:30 तास झोपणं टाळावं. अ, त्याऐवजी आपण थोडंफार हलकसं चालायला पाहिजे नाही का? तर अ
हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. अरे वाह! खूप छान. हां, हां. हो, हो. हो, हो. अच्छा. खूप छान. अरे वाह! हं, हं.
आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, की स्क्रीन टाईम झोपण्याच्या आधी 1 ते एखादी तास 30 ते 45 मिनिट म्हणा किंवा 1 तास स्क्रीन टाईम पूर्णतः बंद केला पाहिजे. अ, जेणेकरून आपल्याला झोप जी आहे ती शांतपणे लागेल. आणि परत एकदा सांगायचं झालं, की अ, म्हणजे आपल्या घरात आपले अ, लहान मुलं वगैरे असतात, नाही का. तर ते झोपताना चिड-चिड करतात, तर अशा वेळेला काय करायचं, की त्यांचे जे हाताची किंवा पायाची बोटं असतात. त्याचे जे पॉइंट्स असतात त्यावर थोडं हलकंसं प्रेशर देऊन त्यांना प्रेस करायचे. तर असं केल्यानंतर काय होते, की आपलं त्यांचं मन शांत होते आणि त्यामुळे झोपेस मदत होते. परत पुन्हा काही मुद्रा असतात. जसं की आपली अ, अंगठा आणि तर्जनी असे अ, म्हणजे शांत असं बसून मांडी घालून बसून ती अंगठा आणि तर्जनी एकमेकांना लावून असं छान ध्यानाच्या मुद्रेत राहायचं. त्यामुळे पण खूप छान असं म्हणजे आपण स्वतःच्या मनावर कंट्रोल करू शकतो. विचारांवर कंट्रोल करू शकतो. अ, होतं असं, की आपली बॉडीही रिलॅक्स होते आणि आपल्याला निगेटिव्ह विचारांपासून अ, कुठेतरी सुटका मिळते. आणि त्याचा आपल्या झोपेवर खूप असा छान परिणाम होत असतो.
हो. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं. अच्छा. हो. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.
असं करून बघाल नक्कीच खूप फायदा होत असतो या सगळ्या गोष्टीचा. आणि मला एक उदाहरण आठवते, की जरी असेच एक काकू होत्यात त्यांना असं व्हायचं, की त्यांना रात्रीला अजिबात झोप लागायची नाही.
अरे वाह! खूप छान! खूप छान! हं, हं. हं, हं.
मग त्यांनी हळू-हळू मेडिटेशन सुरु करायला सुरुवात केली, पायदळ जायला लागली सकाळी फिरा
अच्छा. आणि कोणचं कोणचं मेडिटेशन नेमकं आम्ही जर केलं, तर त्याचा झोपेवरती चांगला परिणाम होतो का कोणचं? म्हणजे कशा प्रकारचं मेडिटेशन आहे? आणि ते कसं करावं? त्याच्याविषयी थोडंफार सांगा ना.
नक्कीच. हो. अ, तर सोपं आहे एकदम. मांडी घालून बसायचं. हात अ, पुढे असे गुडघ्याला ठेवून बोटांची जसे तर्जनी आणि अंगठा म्हटलं, म्हणजे ध्यान मुद्रा जी असते ना ती बस अ, तशा ह्याच्यात अ, म्हणजे बसायचं त्या मुद्रेत. आणि म्हणजे ठीक आहे जर का तुमचा देवावर विश्वास असेल तर देवाचं नामस्मरण करा. आणि जर नसाल; तुम्ही जर का नास्तिक असाल, तर शांत बसून. म्हणजे मनात कुठलाही विचार न आणता एकदम शांत बसायचं 10-1 मिनिट तरी. यामुळे पण आपल्याला झोपेवर खूप छान असा परिणाम होतो. तर त्यांनी त्या ज्या काकू होत्या, त्यांनी असंच काहीसं छोटी-छोटी उदाहरण; म्हणजे उपाय केले. पायदळ फिर सकाळी फिरायला जायला लागल्या. म्हणजे सकाळी 5-1 वाजता म्हणा. म्हणजे सुरुवात जी होती ती फक्त 10 मिनिटं चालण्यापासून केली. मग हळू-हळू वाढवतात त्या अर्धा तास चालू लागल्या, मग असंच कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला न घेता त्यांना झोप यायला खूप मदत झाली. आणि असं होतं ना कधी-कधी की आपण सगळे वीप उपाय करून टाकतो मग आपल्याला झोपच येत नाही. मग अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं ठरतं नाही का किंवा मानसोपचारतज्ञाशी हं.
हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. अच्छा. अरे वाह! हां, हां. हं, हं. हं, हं. हो, हो. अच्छा. अरे वाह! हो. बरोबर. हं, हं. आणि मला सांगा ना हो छान आहे. तर मला हे सांगा नाईट शिफ्ट मध्ये जर काम करणारे लोक आहेत त्यांनी कशाप्रकारे आपलं दिनचर्या करावी किंवा झोप पाळावी? कारण की त्यांना काम ते करणं आहे किंवा विद्यार्थी आणि पालकांसाठी अगदी थोडक्यात सांगू शकता नेमकं काय करू शकतो, झोप चांगली मिळण्यासाठी? हं, हं.
अगदी, अगदीच. नक्की. नक्कीच. आता हं. आता आम्ही जसं सुरुवातीला पण सांगितलं होतं, की आपण काय करतो ना आपल्याला रात्रभर जागायचं असेल किंवा रात्रीला अ, नोकरी करायची असेल तर आपण जागण्यासाठी किंवा झोप न ये येऊ म्हणून आपण वारंवार चहा किंवा कॉफी घेत असतो, नाही का? तर शक्यतोवर ही जी आहे याचं प्रमाण आपण कमी करायला पाहिजे. आणि
हो, हो. अगदी. हं, हं. हं, हं.
आता ऑफिस आहे बा किंवा आपल्याला विद्यार्थ्यांना अभ्यास आहे म्हणून अ, मला अभ्यास करायचा आहे, रात्र जगायची आहे. असं म्हणजे वारंवार स्वतःला न समजवता हां. म्हणजे अ, सकाळी उठून पण आपल्याला अभ्यास करतो. जसं आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर. कारण रात्रीची झोप ही, प्रत्येकच मानवासाठी खूप गरजेची असते नाही का. तर अ, रात्रीला शक्यतो झोपन टाळून सकाळी लवकर उठून अभ्यास करायला हवा. तर नोकरीच्या बाबतीत असं आपण नाही म्हणू शकत नाही का. अ, कारण नोकरी असते, तर ती आपल्याला करणं गरजेचंच असते. तर अ, छान म्हणजे हलक-पुलकं चालत म्हणजे अ, 10-10 मिनिटांनी वगैरे किंवा अर्धा 1 तासानंतर आपण सिटिंगची पोझिशन आहे ती बदलायला हवी. थोडं हलकं असं चालायला हवं मधा मधात. अ, म्हणजे थोडंफार हात वगैरे पाय सरळ करणं ज्याला म्हणतो, ते करत राहायला हवं, जेणेकरून आपली झोप होईल आणि आपल्याला खूप असं बरं वाटेल असं नाही का. तर हे छोटे उपाय करायला हवेत.
हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हं, हं. हं, हं. अगदी. हो, हो. खूप छान. आणि तुम्ही खूप छान बोललात, की चांगली झोप कशी मिळावी यासाठी आपण काय-काय उपाय करू शकतो आणि अगदी काय, काय गोष्टी केल्यात तर आम्हाला ती झोप भेटेल. आणि तुम्ही खूप अ, छानप्रकारे उदाहरणं दिलीत भरपूर सारे आणि खरंच मला खूप आवडली तुमची तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल. आणि महत्त्वाचा तो मंत्र. तर नक्कीच मी तोही पाहिल आणि तुमच्या सोबत बोलून खूप, खूप चांगलं वाटलं. खरंच मनापासून खूप धन्यवाद आणि खूप सारे आभार.
हं, हं. मलासुद्धा तुमच्याशी संवाद साधून खूप अ, छान वाटलं आणि एकंदरीत झोपेबद्दलचे माझे जे विचार आहे, ते शेअर करताना छान वाटलं. तर माझी अप अ, अशी अपेक्षा आहे, की तुम्हीसुद्धा ते छोटे-छोटे उपाय म्हणजे, मसल रिलॅक्सेशन किंवा पर्यावरणाशी जुळवून घेणे, पायदळ चालणे हे छोटे-छोटे उपाय कराल आणि तुमची पण झोप सुधाराल. तर आपण दे दिलेलेल दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद. खूप, खूप आभार.
हं, हं. हं, हं. आणि तुमचेही खूप आभार. धन्यवाद.